अगदी खरं आहे. मग असं तुम्हाला वाटतं का की आपण आव अल्गोरिथम्सवरती खूपच जास्त अवलंबून आहोत. नवीन गाणी सापडण्यासाठी आणि मग ती शोधण्यासाठी?
हं. हो, हो, खूपच, नक्कीच कारण का बघा ना, आता जेव्हा ते सफायर म्हणून गाणं आलेलं डी जे त्यांचा आणि अ अर्जित अ, अर्जितचा, अर्जित यांचं एक गाणं आलेलं तर तेव्हादेखील बघा ना, आपण फक्त ते सफायर-सफायर तेवढेच सगळीकडे बोलत होते. बाकीचे जे लिरिक्स आहेत त्याचं काही माहीतच नव्हतं आणि ते अल्गोरिदम सारखं-सारखं आपल्याला बघा ना, तेच सॉन्ग्स दाखवत होतं आपल्याला सारखं-सारखं आणि एकंदरीत मला तर वाटते
अच्छा. तेच, दाखवतो हो. "एक दोस्तों की चाउमीन." असं पण काहीतरी आलं होतं. "दोस्तों की चाउमीन, दोस्तों की चाऊमीन."
नाव कोणतं? हां, हां, हां, होतं ना. तसं बरोबर दोस्तों की अच नाही. मला आत्ता कळालं की ते दोस्तों की चाऊमीन आहे काय, तुम्ही जसं <chuckles> म्हणाला तेव्हा. मी मी केवढी काय आहे हे नेमकं? <chuckles> थँक यू. मला ते आता ते तुम्ही तुमच्या बोलण्यातनं पटकन मला ते आठवलं. <chuckles> असं झालं बघ हो आणि ते कच्चा बदामवालं एक होतं बघा. ते तर मी ऐकलं नाही, पण ते चालू होतं सगळ्यांच्या ट्रेंड्समधी अ, किंवा अजून भरपूर अशी गाणी होती. आता ते अ, ह्यांचं पण होतं नाही का? अ, काय बरं, गुरु राधवांच पण एक नवीन गाणं आलेलं मला असं वाटतं. ते पण अ, खूपच फेमस झालेलं.
हे आवडलं होतं का तुम्हाला? <chuckles> नाही ना. <laughs> हां. <chuckles> नाही तो एक मजेचा भाग आहे खरं म्हणजे. हो. खूपच. बरं, बरं. हं, हं. अशी येतच राहतात गाणी आणि अ, मजा वाटत राहतात जातात पण लगेच अगदी, खूप सारे आहे हो, जितक्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने परत जातात. पण अ, असं तुमच्याही बाबतीत घडलं असेल ना, नक्कीच की एखादा अ‍ॅक्टर पाहून किंवा एखादा अ, गीतकार अ, पाहून त्याचं नाव शोधून, तुम्ही YouTubeवरती गेला असाल, की ह्या-ह्या व्यक्तीची गाणी मला अ, शोधून दे आणि सर्च करून दे. तर तसं केलत का तुम्ही म्हणजे गाण्याचं नाव न शोधता, त्या कलाकाराचं नाव किंवा त्या गीतकाराचं नाव?
हं. हो, हो आणि मग जातात पण लगेच, काळा लगेच जातात. अगदी लगेच जातात हां. हो, नक्कीच. हं. हं, हं. हं, हं.